आपण जीवनात अनेक गोष्टी, आयुष्यभर शिकत असतो तसं बघायला गेलं तर. पण आपल्या
हो.
अ, जीवनाचा म्हणा किंवा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा पाया जो असतो, तो आपल्याला शाळेकडून मिळतो. आणि शाळेतून आपण बरंच काही शिकतो. तर तुम्हीही शाळेत असं काहीतरी खूप महत्त्वाचं शिकला आहात का? जे आजच्याही आयुष्यात तुम्हाला खूप उपयोगी पडतं?
हो, निश्चितच मला वाटतं, की आपल्या जडणघडणीमध्ये शाळेचा खूप महत्त्वाचा वाटा असतो. कारण का? तर अ, लहानपणी आपण शाळेमध्ये जात असतो आणि आपल्याला वेगवेगळे विषय शिकवले जातात. वस्तुतः जर तुम्ही बघितली तर आपल्याला वाटू शकतं किंवा कोणालाही वाटू शकतं, की ह्या विषयांचा पुढे जाऊन उपयोग काय? पण मला वाटतं, की ज्यांनी पण हे जे आपण म्हणतो ना अभ्यासक्रम ठरवलेला आहे. त्यांनी खरंच ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केलाय कुठेतरी असं वाटतं आणि म्हणूनच त्यांनी ते त्याच्यामध्ये जे आहेत ते, विषय जे आहेत ते, अं, इन्क्लूड केलेले आहेत. कारण हं.
हो. हं. टाकलेले आहेत. हो, किती छान म्हणजे तुम्ही जे बोलताय ते अगदी जगाच्या विरुद्ध बोलताय. की जग तर म्हणत असतं, सगळे म्हणतात, की आपण शाळेत शिकतो त्याचा आज काहीच उपयोग होत नाही. तर तुम्ही असं का म्हणताय बरं?
हं. <chuckles> अं, कारण का माहितेय का, आपल्याला म्हणजे जर आपण असा विचार केला ना, तर आता आपण तर मराठीच बोलतो ना घरी, तर मग मराठी शिकण्याची काय गरज आहे. पण जर तुम्ही नीट विचार केला, तर आपल्याला जी भाषा शिकायला मिळते ना त्याच्यामुळं, आपल्याला जे भाव-भावना असतात, किंवा वर्णनं असतात, ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा एखाद्या गोष्टीचा संदर्भ काय घ्यायचा. आपल्याला होतं ना लहानपणी संदर्भसहित स्पष्टीकरण द्या. त्याचं कॉन्टेक्स्ट काय आहे? किंवा कोण काय बोलतंय हे आपल्याला समजतं. किंवा आपले जे निबंध लिहिणे, निबंध लिहिण्यामुळं काय आहे, की बाबा आपली कल्पनाशक्ती किती अ, दूरपर्यंत जाऊ शकते. म्हणजे ह्याचं ती टेस्ट आहे ना. शिवाय आपल्याला अक्षरलेखन, अक्षरलेखनामुळं काय होतं, की आपलं बघा ना अक्षर लिहिताना कोणी दुसरा विचार नाही करू शकत. त्याचं लक्ष्य तन-मन जे म्हणतो ना आपण ते पूर्ण त्या पेन आणि कागदावरती असतं, तर कॉन्सन्ट्रेशन वाढतं. किंवा आनंददेखील मिळतो. म्हणजे सुंदर अक्षर काढलं याचा अर्थ काय आहे, की ते मन लावून पूर्ण केलेलं आहे आणि त्याला एफोर्ट्स लागतात म्हणजे-म्हणजे आपलं पूर्ण अक्षर कोणाचंही असंच सुंदर येऊ शकत नाही. त्याचं पूर्ण त्याच्यावरती हे आहे त्याचंच अक्षर सुंदर येतं. म्हणजे ह्या सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत आणि मग अ, बरेच आणखीन विषयदेखील आपण बोलू शकतो, की त्यांनी पण आपल्याला फायदा होतो. हं.
हो. हं. <chuckles> हं. हो. बरोबर. किती छान, म्हणजे, तुम्ही इतक्या सोप्या गोष्टींबद्दल सांगताय आणि किती महत्त्वाच्या गोष्टी आहेत ह्या. आपण विषयांना नावं ठेवतो कधी-कधी. पण अ, तुमचे असे कोणते विषय होते का आवडीचे, जे ज्यातून तुम्ही काहीतरी शिकून आजही त्याचा उपयोग करता?
हं, हं, हं. हं, हं. हो, हो. मला वाटतं, की जसं आता मी भाषा विषयांबद्दल सांगितलं. तर आता आपल्याला होतं ना, की ट्रान्सलेशन करा, भाषांतर करा. तर आपल्याला ते वाटायचं, अरे, काय उपयोग आहे? भाषांतर करून काय होणार आहे? पण आज बघा ना, कितीतरी असे जॉब्स अवेलेबल आहेत, की जे आपल्याला भाषांतरामुळे मिळू शकतात. किंवा अजून जर आपण बोलायचं ठरवलं तर पत्रलेखन. तर पत्रलेखन आपल्याला त्यावेळेला असं वाटायचं, की अरे, आता कोण पत्र लिहितंय? पण आता बघा ना, आपल्याला ईमेल करावाच लागतो ना. मग ते आपल्याला जे ज्ञान आपण घेतलेलं आहे, तर ते काय आपल्याला उपयोगाला येतं किंवा जाहिरात लेखन. म्हणजे आज जाहिरात लेखनाला किती महत्त्व आलेलं आहे. याला काय आपण म्हणजे एखादा करोडो रुपये पण सुद्धा कमवू शकतो. जर त्याला चांगला तो जाहिरात लेखन म्हणजे आजच्या भाषेमध्ये कॉपीराइटर बनला तर. म्हणजे हे आपल्याला भाषा विषयांनी शिकवलेलं आहे आणि बाकी जर तुम्ही बघाल विज्ञान वगैरे, तर त्याच्यामुळं तर बघा ना, आयटीमध्ये काम मिळू शकतं. किंवा मग अ, कंपन्यांमध्ये, इंजिनिअरिंगमध्ये म्हणजे तुम्हाला अनलिमिटेड ऑपर्चुनिटी ज्या मिळाल्या आहेत आज. तर त्या कुठेतरी या शाळेतल्या शिक्षणामुळेच तर मिळालेल्या आहेत ना.
हां. हं, हं. हो. बरोबर. हां. किती छान, म्हणजे किती महत्त्वाच्या तुम्ही कुठला संदर्भ कुठे लावला आणि किती व्यवस्थित आणि अगदी पटवून दिलंत, की खरंच शाळेचा उपयोग होऊ शकतो आयुष्यातही. पण तुम्हाला त्याचबरोबर काही सॉफ्ट स्किल्स जे म्हणतात ना, जसं अ, वेळेवर पोहोचणे, वक्तशीर राहणे, टीमवर्क, ह्या गोष्टीही आपल्याला शाळेकडून शिकतात. म्हणजे तुमचा एखादा अनुभव सांगा बरं. तुम्ही अ, नक्की काय-काय, छोट्या-छोट्या अशा गोष्टी शिकल्यात आणि अंमलात आणल्यात?
हं. हं. हो, हो, हो. हो. हो, हो. बरोबर आहे ना, तर मग शाळेमध्ये कसं असतं ना, की एक आपल्याला प्रोटोकॉल म्हणा किंवा एक पद्धतीने सगळं ठरलेलं असतं, की सकाळी शाळा भरणार. मग त्यावेळेला ते आपल्याला वेळेचं बंधन असतं. पहिली गोष्ट तर या वेळेपर्यंत पोहोचायचं. बेल वाजते. प्रार्थना होते. मग प्रार्थनेला पण अशा प्रार्थना असतात, की ज्या आपल्याला खूप मोठा संदेश देणाऱ्या असतात. म्हणजे आता मला लहानपणी प्राथमिक शाळेमध्ये अ, प्रार्थना होती, "खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे." तर त्याचा किती अर्थ मोठा आहे. म्हणजे आता एक मी मध्यंतरी एक अ, पेपरला बातमी वाचली, की एक मुस्लिम अ, गृहस्थ आहेत. तर ते मंडळामध्ये खूप जास्त
हो. वाह! हां.
एक्टिव्ह होते गणेश मंडळामध्ये. पण मग ते त्यांनी कधी घरी गणपती बसवलं नाही. मग आता ते थोडे वयस्कर झाल्यावरती बाकीच्या मंडळाच्या सदस्यांनी काय केलं, की त्यांना गणेशमूर्ती भेट म्हणून दिली आणि मग त्यांनी ते घरी प्राणप्रतिष्ठा वगैरे केली आणि गणेशोत्सव साजरा केला. म्हणजे जर भाषेच्या आणि म्हणजे त्यांनी मग त्यांनी खूप छान संदेश सांगितला आणि तो संदेश या अ, प्रार्थनेमधला होता. प्रभूची लेकरे सारी, तयाला सर्वही प्यारी, म्हणजे त्यांच्या किती मनात ते गेलं होतं बघा ना, प्रार्थना. ही प्रार्थना असते.
अरे वाह! अरे वाह! किती छान. बघा ना, किती छान.
आणि मग त्याच्यानंतर मग
असं तुमच्याही आयुष्यात काही घडलंय का, की ला, तुम्ही शाळेत काहीतरी शिकलात आणि ते तुमच्याही आयुष्यात खरं घडून आलं?
हां, हां, निश्चितच आम्हाला तर भरपूर विषय होते म्हणजे आणि सगळ्यात मला वाटतं ना, की जो महत्त्वाचा विषय होता, की ज्याला मार्क्स वगैरे काही नव्हते. पण मला वाटतं, की तो विषय आज सरकारने बंद केला, त्याची मला कुठेतरी खंत वाटते. तो विषय होता मूल्यशिक्षण, मूल्यशिक्षण. तर त्यावेळेला व्हॅल्यू एज्युकेशन इंग्लिश मीडियम म मध्ये असेल, तर मग ते त्याच्यामध्ये वेगवेगळे 10 मूल्य होते. वक्तशीरपणा, प्रामाणिकपणा आणि सर्वधर्म समभाव असे ते विषय म्हणजे ते किती महत्त्वाचे आहेत बघा ना, आजच्या जमान्यामध्ये पण ते असे होते, की ते कधीच ते इर्रेलेवेंट नाहीयेत आणि एक चांगला माणूस घडण्यामध्ये त्याची खूप मोठी भूमिका आहे. तर ते फक्त म्हणजे त्यांनी खूप मला म्हणजे असं वाटतं, की अरे, मला किती छान शिकवलं. म्हणजे त्यावेळेला एवढं कळत नव्हतं. पण नंतर हळू-हळू म्हणजे जेव्हा मी पुढं गेलो पुढच्या इयत्तेनमध्ये कॉलेजला वगैरे तेव्हा कळायला लागले, की हे आपल्याला किती चांगलं शिकवलं. एकमेकांना समजून घ्या. वेळेवरती जा. आणि
कोणता? ओह! बरं. हं.
म्हणजे ओव्हरऑलच आपल्या लाईफमध्ये कसं वागायचं ते मूल्यांचं आपल्याला शिकवलं. हं.
ते शिकवलं गेलं. म्हणजे हा तुमचा आवडता विषय आहे असं म्हणता येईल.
म्हणजे तो तर तसा शैक्षणिक त्याला हे नव्हतं. मग आणि त्याचं मूल्यांकन केलं जात नसल्यामुळं ठीक आहे. मग मला तसं तर सगळेच विषय आवडायचे. भाष्य विषय आवडायचे, अ, विज्ञान आवडायचं. तर मला तर तसं तर भाषा जास्त आवडायचे पण मग कसं, आपल्याकडं जसं मराठी घरांमध्ये आहे की अं, भाषा शिकून आपल्याला स्थळ मिळत नाही असं एक्चुअली तो गैरसमज आहे. पण मग मी पुढे जाऊन विज्ञान शाखा घेतली. तर मग मला सगळ्याच विषय असं काही हे नव्हतं म्हणजे आवडीचेच आहेत.
हां. बरोबर. हां. हं. म्हणजे आता तर जगच बदललंय त्यामुळं काहीही शिकलात तुम्ही तरी ते कुठेही उपयोगी आणता येतं. पण तुम्हाला असं वाटतंय का, की ज जर शाळाच नसती आपल्या आयुष्यात, आपल्याला फक्त जर धरूनच शिकवलं गेलं असतं, किंवा तुम्हाला कदाचित तुमच्या शिक्षकांनी किंवा तुमच्या शाळेत काही गोष्टी शिकवल्याच नसत्या. तर तुम्ही तुमच्या आयुष्यात आज बरेच वेगळे असला असता?
हो. हां, हां. हं. बरोबर. हं, हं. निश्चितच म्हणजे शाळात जर नसती तर, आपल्याला जी आज एक विशिष्ट पद्धतीने काम करायची सवय म्हणा, किंवा एका ठिकाणी बसणे, अ, सारासार विचार करणे, किंवा आता छोट्या-मोठ्या गोष्टी जसं, की आता आपण आता तरी खूप म्हणजे स्मार्टफोनमुळे सोपं झालेलं आहे. पण आता आपण गेलो आणि एखादी वस्तू ₹17 ची आहे आणि आपल्याला त्याच्या 8 वस्तू घ्यायच्यात. तर आपल्याला ते कॅल्क्युलेशन करता येत होतं ना. म्हणजे आत्ता आपण वापरतोय मोबाईलमध्ये कॅक्युलेटर म्हणून ठीक आहे. पण त्यावेळेला ते किती सोपं होतं ना आणि त्यावेळेला ते चुकण्याची शक्यता पण कमी असायची किंवा आपण कागदावरती गणित वगैरे करायचं. तर म्हणजे ते गणित आहेच ना कुठेतरी. किंवा मग आता आपल्याला काही असे प्रॉब्लेम्स येतात की घरामध्ये आपल्याला एखादी वस्तू लावायची आहे तर सेंटर काढणे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शाळेत असे शिकवलेल्या आहेत. फक्त चुकलं काय माहितीये का शाळेमध्ये, मला असं वाटतं, की बा ते शाळेची चूक नाहीये. ती त्यांनी कुठली गोष्ट का करायची हे जरा थोडं जर आणखीन सांगितलं तर मला वाटतं त्याचं महत्त्व कळेल आणि मग मुलांना आयुष्यभर लक्षात राहील. म्हणजे एक जर अ, उदाहरण जर घेतलं हो. निश्चितच म्हणजे बघा ना आता आपल्याला लहानपणी शिकवलं, की आपल्याला जर परीघ काढायचं असेल, सर्कम्फरन्स. आपल्याला सूत्र सांगितलं की 2πr पण ते पाय काय हे कोणालाच कळत नाही. मग पायचं सगळेजण सांगतात, की पाय म्हणजे 3.14 16 वगैरे असं-असं व्हॅल्यू आहे. पण ती चव तीन पॉइंट चौदा 16 काय आहे, तर हे कधीच म्हणजे कोणी सांगितलं नाही. मग पुढे जाऊन मला काय कळायला माहिती आहे का? की 3.14 ही पायची व्हॅल्यू कारण आहे कारण कुठल्याही वर्तुळाचं जर तुम्ही त्रिज्या आणि त्याचा जर परिघ आहे, सर्कम्फरन्स. आता परिघाला जर तुम्ही त्रिज्येने भागलं तर ते 3.14 16 तेच येणार. तुम्ही कितीपण मोठं वर्तुळ काढा, कितीपण छोटं काढा, तर तो कॉन्स्टंट राहतो. काय तर कॉन्स्टंट आहे. मग मग ते काळालं ना की बाबा काय म्हणजे. <chuckles> म्हणजे ते म्हणजे आपल्याला त्याने असं जर कळालं ना की गणित का करायचं, जसं की आता माझा मुलगा आहे. तर त्याला गणित अ, तो आता काय छोटाच आहे सीनियर केजीला आहे फक्त. त्याला अजून काही वजाबाकी शिकवली नाही, पण मी त्याला शिकवतो वजाबाकी. तर मग मी त्याला असं सांगितलं ना 5-3 तर त्याला नाही कळत. पण मग मी त्याला म्हणतो की तुझ्याकडं 5 चॉकलेट आहेत, त्यातले 3 तू मला दिले तर तुझ्याकडं किती राहिले? तर मग त्याला 2 राहिली. म्हणजे असं हे व्यवहारात आहेच ना त्याला फक्त वजाबाकी गणित आपण नाव ठेवलं म्हणून अवघड वाटतं. असं पाढ्याचं उदाहरण दिलं तर. आणखीन कळाला ना की ह्याचा उपयोग काय आहे तर सोपं होतं.
हो. हं, हं. बरोबर. हां. हो. सांगा ना. बरं. मला उदाहरण द्याल एखाद? मी समजलो नाही. हं. हां. हां. ओह! अच्छा. मलाही आजच कळलंय हे. <chuckles> हां. बरं. हं. हां. किती छान. नक्कीच. म्हणजे, आपल्या अ, प्रॅक्टिकल जीवनात आपण त्या गोष्टींचा उपयोग करून घेऊ शकतो. मग तुम्ही तुमच्या मुलाचं गोडसं उदाहरण दिलत. तुम्हाला असं वाटतं, की तुम्ही जे काही शिकलात शाळेतून तुमच्या, किंवा ज्या काही गोष्टी नाही शिकल्यात. त्या तुम्ही त्याला शिकवाल किंवा तुम्हाला आवडेल त्या गोष्टी त्यालाही शिकवायला त्याच्या आयुष्यात?
हं. हं, हं. हो, हो. हो, हो. हो हो. निश्चितच प्रयत्न अ, केला पाहिजे आणि मला वाटतं ना, की शाळा फक्त ही मुलांची नसते मला वाटतं. ती पालकांनी पण थोडं त्याच्या ब-बरोबर ही दाखवलं पाहिजे, की आपला मुलगा शिकतोय का किंवा, इंटरेस्ट दाखवला पाहिजे. किंवा कधी-कधी काय असतं ना, की थोड्या चुका करत असतात मुलं. जसं की पेन्सिल सुरुवातीला व्यवस्थित धरता येत नाही त्यांना. वाकडं वगैरे ते हात पकडतात. किंवा कधी-कधी जसं की मराठी लिहिताना, अ, म्हणजे जी सुरुवात आहे आपली, तर ती आपली अक्षर कशी उजवीकडून डावीकडे जा म्हणजे सॉरी डावीकडून उजवीकडे आहेत ना मग त्याला ते, तर मग त्याला ते लिखाणाची पद्धत पण तशीच असली पाहिजे. काही-काही जण म्हणजे उलटं लिहितात. तर मग किंवा काही जे म्हणतात ना गाठ वगैरे ते चुकीचे देतात. तर ते आपण पण बघितलं पाहिजे ना, की ते बरोबर करता आहेत का नाही. कारण जर तुम्ही उलटं लिहिलं तर मग तुमचं स्पीड ऑटोमॅटिक कमी होतं ना ते लिखाणाच.
हं. इंटरेस्ट डावीकडून उजवी, हं. हां. बरोबर.
आणि असं हे सगळं सांगितलं पाहिजे किंवा कधी-कधी मुलं काय करतात, इंग्रजीला कसं चिटकून-चिटकून लिहितात, आणि कर्सिव वगैरे. तर त्यांना वाटतं मराठीत पण तसंच लिहायचंय. पण तसं नाहीये तर ते आपण त्यांना सांगितलं पाहिजे.
<chuckles> हं. किती छान. म्हणजे तुम्ही तुमच्या शाळेतून तर, बऱ्याच छान-छान गोष्टी शिकल्यात-शिकलातचं पण अगदी पायपासून आपल्या जीवनाचा पाया, कसा आपण सुधारू शकतो आणि मजबूत करू शकतो हे ही सांगितलत. अगदी वेगवेगळी आणि छान-छान, छोटी-छोटी उदाहरणं देऊन. त्याबद्दल तुमचे आभार तुमच्याशी बोलून खूपच छान वाटलं. पुन्हा बोलूया.
हं. मलाही हो. मलाही खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि या विषयावरती चर्चा होऊन. मला वाटतं जेवढं अशा हां, हां. वेगवेगळ्या महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा होत राहतील. तेव्हाच कुठेतरी एक चांगला समाज निर्माण होऊ शकतो आणि हे बोलण्याची तुम्ही मला संधी दिल्याबद्दल आणि खूप चांगले प्रश्न विचारल्याबद्दल तुमचेदेखील आभार आणि खूप
धन्यवाद.